हं, पराठे हो, हो. ते खायला आणि बनवायला सोप्पं आणि बऱ्याचदा असं ते डब्यात पण नेता येतं वगैरे, असं आहे ना?
किंवापर्यंत नेता येतात आणि टिकतात पण भरपूर म्हणजे 2-3 आता सकाळी बनवले, तर आपण रात्रीला आपण ते इझिली खाऊ शकतो, नाही का?
हो, बरोबर. हो आणि तुम्ही सकाळी उठून असं बाहेर जाता का? चालायला किंवा उन्हात बसणं. हे असं काही करता का?
तर नक्कीच. उन्हात तर बसणं खूप आवडते मला. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, तर जास्तच आवडते. पण चालायला जाणं आता
हो. हो, फारच गार थंडी असते.
हं, चालायला जाण
आणि सकाळी जरा छान वाटतं, उन्हात गेल्यानंतर, है ना?
हो, अगदी अगदीच. आता जसं की माझा जेव्हापासून मुलगा आला आहे, तेव्हापासून थोडं कमी झालं आहे चालायला जाणं. पण म्हणजे आता लहान मुलं असते घरी, त्याला एकटं ठेवून कसं जायचं असं होतं ना. सुरुवातीला जायची मी. तर आता परत तो थोडा मोठा झाला की परत ते रुटीन आम्हाला चालू करायचं आहे, जेणे आम्ही 3घेही जण मिळून जाऊ बा, असा आमचा प्रयत्न चालू आहे, सकाळी फिरायला जाणं, जेणेकरून कसं हं, <smacks lips> म्हणजे आपल्या सोबत आपल्या लहान मुलांनापण सवय लागेल, नाही का?
हो. अच्छा. हो, हो, नक्कीच. हां, ते छान राहील. हो, हो, हो, नक्कीच-नक्कीच. आणि तुम्ही एकंदर हे जे काही तुमचा सकाळचा दिनक्रम सांगितला, तो फारच छान वाटला ऐकून आणि एकतर ते तुम्ही जे सगळं तुमचं ते एन्व्हायर्नमेंट तुम्ही जे डिस्क्राईब केलं, ते इतकं छान होतं की मला अगदी तिथे पोहोचलो मी जाऊन, की छान संगीत सुरू आहे मागे स्वामी समर्थांचं आणि उदबत्ती लागली आहे आणि तुम्ही कुक करत आहे, फोडणीच्या वास सुरू आहे. तर ते सगळं अगदी फारच अ समजलं मला असं, म्हणजे ते डोळ्यासमोर आलं. अ, तुमच्याशी बोलून खूपच छान वाटलं. अ
हं. <chuckles> हं, हं, हो, म्हणजे कसं आता जस